आपण बघा लहानाचे मोठे होतो आणि खूप काही अशा संस्कारी बाबतीत आपण गोष्ट शिकतो, जे एका प्रकारे आपल्याला घडवतात, आपली मूळ, आपली जड, अशी बनतात ते. तर अ, आणि मग जसं आपण जीवन जगतो, आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. कधी तुमच्या बरोबर असं झालं का की कठीण प्रसंगी तुमच्या संस्कारांनी तुम्हाला मदत केली? असं काय वाटतं तुम्हाला, याबद्दल?
हो. नक्कीच. नक्कीच. मी असं म्हणेल, की आपलं आयुष्य म्हणजे अ, अगदीच खडतर प्रवासाने भरलेलं आपलं जीवन आहे. आणि त्यामध्ये कठीण प्रसंग येणं अ, ही काही नवीन गोष्ट नाही आहे. असं म्हटलं जातं की कठीण प्रसंग आला, तर माणूस आणखी चांगला बनतो. अ, ज्याच्या आयुष्यात कठीण प्रसंग नाहीत, संघर्ष नाहीत, अ, तर असं म्हटलं जातं की त्याचं जीवन व्यर्थ आहे. कारण तो बनतच नाहीत. आणि ह्याच हाच प्रसंग आपल्याला अ, सगळ्या काही गोष्टी, मूल्य, आपण किती मूल्यवान आहोत किंवा आपल्याकडे कुठली-कुठली मूल्य आहेत किंवा नाहीत, पण ती आपण घ्यायला हवीत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपला तो एक संघर्ष सांगून जातो. तसंच सेम माझ्याही बाबतीत घडलेलं. अ, बघा, काय होतं ना की मुलगी आई-बापाच्या घरी खूपच लाडाची असते. मग ती आई-वडील गरीब असो किंवा श्रीमंत, पण त्यांची मुलगी ही त्यांच्यासाठी मात्र अ, परीपेक्षा किंवा राणीपेक्षा, काही कमी नसते.
हं. बरोबर. हां. हं. हां. बरोबर. हं. अरे वाह! हम्म. हो. अगदी बरोबर. कमी नसते. हां!
हो. आणि तीच मुलगी का जेव्हा लग्न करून सासरी जाते, तेव्हा ती मात्र अ, जबाबदाऱ्यांच्या ओझांनी आणि तिनं सगळ्या जबाबदारी पार पाडावा, या हेतूने मात्र तिच्याकडे बघितलं जातं. मग ती किती लाडाची असो.
हम्म. बरोबर, हां. हां. म्हणजे एक ती अपेक्षा, जशी सामाजिक अपेक्षा असते, ती तिच्यावरती लादली जाते. पण मग अशा वेळेस बघा ना, तुमच्यावरती जेव्हा असा कुठला कठीण प्रसंग येतो, तर नेमके कुठले संस्कार किंवा असे कुठले मूल्य आहेत, जे तुम्ही वापरता आणि असा एखादा ठराविक प्रसंग तुम्हाला आठवतो का? की जिथे हे ठराविक संस्कार तुम्हाला कामी पडले?
आणि हो. हो. नक्कीच. बघा ज्यावेळी मी लग्न करून सासरी आलेत, अ, तेव्हा काय होतं ना, की मी सांगितल्याप्रमाणे अ, मला कुठल्याच कामाची सवय नव्हती. म्हणजे अगदीच घर सुद्धा मी झाडायचे नाहीत स्वच्छ करायचे नाहीत आणि एवढा सगळा बदल ड्रास्टिक चेंज माझ्या आयुष्यात आला, की मला घर झाडण्यापासून तर स्वयंपाकापर्यंत सगळी जबाबदारी माझी वाढायला लागली. आणि अशा वेळी काय व्हायचं ना, की भयंकर ताण यायचा डोक्यावरती. अ, खरं सांगू का मी एकतर अ, आपल्याला नवीन घरी गेलं, की करमणं हा मोठा म मुश्किल असतं, की आपल्याला लोकांच्या घरी करमतच नाहीत.
हं. बरोबर. हं. <chuckles> हं. बरोबर, हो. हं. अगदी बरोबर, हां.
तिथं सगळी नवीन लोक, त्यात जबाबदारी म्हणजे यातनं माणूस पूर्ण होरपळूनच निघतो.
बरोबर. हं. बरोबर, हो.
आणि मग अशावेळी मला माझ्या आईने दिलेलं, एक मूल्य सगळ्यात कामी आलं आणि ते म्हणजे संयम.
हां, अरे वाह!
हं, आपण बघा अ, ज्यावेळेस मला सासू आता 1-1 दिवस जसा उलटायचा, तशी सासूच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढत जायच्या
हं. बरोबर.
आणि मग अशा वेळी काय व्हायचं, की राग यायचा भयंकर, "अरे, ही मी काल आली आणि ही बाई मला अ, ऑर्डरवर ऑर्डर देते, ऑर्डरवर ऑर्डर देते. मी काय इथं रोबोट आहे का? किंवा मी काय इथं कामवाली आहे का? की मला एवढं सगळं काम सांगते." पण तरीही लगेच क्रियेला प्रत्युत्तर न देता थोडा संयम ठेवायचा, याने काय व्हायला लागलं की मी लगेच उत्तर द्यायचे नाहीत. त्यामुळे सासूला काय वाटायचं, की "जाऊ दे ऐकून घेते" अन् मला काय करायचे ना मी, मला जेवढं होईन शक्य, तेवढं काम आपण करायचंच. जे शक्य झालं नाही
हं. हां, बरोबर. हं. हं. अरे वाह! हं. हां, म्हणजे तोंडी नव्हते लागत तुम्ही, हां तोंडी नव्हते लागत. त्याची जास्त काही प्रतिक्रिया त्यावेळेस तुम्ही असं म्हणजे उत्तर देणं किंवा स्वतःची बाजू पण मांडणं किंवा आपले बाजू साफ करणं हे पण तुम्ही तसं नाही, पण जसं तुम्ही सांगितलं तुम्ही संयम ठेवला आणि जेवढं झालं तुमच्याकडून तेवढं, हां.
हो. प्रामाणिकपणे करायचं बरं. असं बिलकुल नाही की मी घरी केलं नाही मग मी इथं कसं करू? अ, एवढंच करेन तेवढंच करेन असं नाही. प्रामाणिकपणे करायचं पण संयमाने. बघा मला, माझ्यावरती जर 10 जबाबदाऱ्या टाकल्या आणि दिवसभरातून जर माझ्याकडनं 5-6 कंप्लीट झाल्या, तरी मी स्वत:ला लकी समजायचे किंवा मी फुलफील केलं माझ्या सगळ्या गोष्टी असं समजायचे. जी गोष्ट आपण एकही नाही करत
हं. हं. हं. बरोबर. हं. अरे वाह! नाही हे तुम्ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही बोललंय हां. मग बघा ना, हे जे संस्काराबद्दल तुम्ही हे बोलत आहात की पहिली गोष्ट तुम्ही संयम बद्दल बोलले. की तुमची जी सवय आहे, हे संस्कार, तुमची घरापासून सुरुवात झाली? की समाजात तुम्ही बघितलं, शाळेत बघितलं आणि म्हणजे नेमकं जे आई-वडील आपल्याला शिकवतात, तर हे असं तुम्हाला वाटलं का की हे ते शिकवलं, तर ह्याचा म्हणजे तुम्हाला आयुष्यभर हे तुम्हाला कामी येत आहे?
हो. हो. हो. अ, हे बघा अ, संयम हा शाळेत शिकवला गेला नव्हता. हा मी अनुभवातून शिकली होती. अ, आता माझी आई आज कुणाची सासू बनली, तर ती एकेकाळी कुणाची तरी सून होती. आणि ज्यावेळी मी माझ्या आईवरती ह्या गोष्टी बघायचे, कारण हे सगळे प्रयोग ऑलरेडी झालेले होते. आणि आपण तो अनुभव घेतोच की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. सासू केवढी मोठ्या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या टाकते. मग आपली आई कसं सांभाळून घेते. आणि हे सगळं सांभाळून घेताना कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यावेळेस ती बऱ्याचदा काय करायची ना, माझी आई की आपलं स्वतःचं व्यक्तिगत जीवन जगणंच कधी-कधी विसरून जायची. आणि आपण स हो. आणि या सगळ्यांची कामं करत राहायची. मग अ, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायची आणि हे सगळं करताना मला आईकडून संयम याच्यामुळं मी शिकले की बघा, एकवेळ माझी आई स्वतःसाठी अजिबात जगायची नाहीत. सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या करायची, पार पाडायची, पण एक दिवस आईचा असा उगवला की आईची दोघंही मुलं मोठ्या-मोठ्या सर्व्हिसमध्ये लागलीत. माझ्या आईचे जुने दिवस बदललेत आणि सोन्याचे दिवस सुरू झालेत. संयम ठेवला आईने.
हम्म. अरे वाह! हं. बरोबर. हं. बरोबर. हं. अरे, अगदी बरोबर बोलले तुम्ही. हं. हं. बरोबर. हम्म. हं. अरे वाह! हं. अरे वाह! अरे वाह! काय मस्त गोष्ट आहे. हां.
म्हणून तर हे शक्य झालं.
अरे वाह! म्हणजे खूपच तुम्ही अनमोल गोष्ट सांगितली हां, ही. तर पण तूम कधी असं होतं का की बघा ना पारंपरिक संस्कार आणि आधुनिक परिस्थितीमध्ये ना ताण-तणाव येतो. मग ह्याचा तुम्ही साम समतोल तुम्ही कसा ठेवता?
हो. नक्कीच. हे बघा मी तर आता माझ्या आईसारखं ए टू झेड करू शकत नाही, की मी सगळं तिनं व्यक्तिगत जीवन जगलेच नाही मी म्हटले. पण मी हे करू शकत नाही. पण, पण मी त्याच्या 50% किंवा माझ्या आत्ताच्या परिस्थितीला अनुरूप तर मी करू शकते ना?
हं. बरोबर. हम्म, बरोबर आहे.
आता जर माझ्याकडून 10 ठेवलं तर मी 5 तर करायला पाहिजे ना मग मी 5 मध्ये मी स्वतः डेव्हलपमेंट करेल किंवा मी माझ्या घरच्यांना त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेईल. जेणेकरून आजच्या आधुनिक पद्धतीनुसार कुटुंब शांततेत राहीन, जबाबदाऱ्या वाटल्या जातील आणि सगळंच एकूणच शांतता ठेवली की कुटुंबाची आणि माणसांची देखील प्रगती होईल.
बरोबर. हं. बरोबर. हं. किती छान! म्हणजे हे तर तुम्ही अगदी महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, की कसं कुटुंबाला पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं किती जास्त जरुरी आहे. तर बघा ना जाता, जाता तुम्ही सांगणार का श्रोत्यांसाठी काही सोपे असे 3-4 काय टीप्स, तुम्ही द्याल की दैनंदिन ते अशा करू शकतात किंवा असा काही रूटीन आहे का किंवा व्यायाम आहे का की काही एका प्रकारचं अ, रिवाज आहे का की जेणेकरून कठीण प्रसंगी ते संस्कार आणि ते मूल्य कामी ठरवतात.
हो, नक्कीच. अ, बघा ना, आपण असं कुठलीही गोष्ट नाही, की जी होऊ शकत नाहीत. करायची जर इच्छा तुमच्याजवळ असेल तर आपण सगळं काही बदलू शकतो. आणि आपल्याला जर खरंच करायचं आहे. तर मी नक्कीच सल्ला देईन, की पहिला जो की मी स्वीकारला, तुम्ही संयम ठेवा. जर का तुम्ही संयम ठेवला तर योग्य वेळेला योग्य घटना घडतील. अदरवाईज तुम्ही, मी का जर म्हटलं, मी एक म्हटलं. तुम्ही लगेच 2 म्हणाला. तर त्याची बेरीज 3 न होता 4-5 होईन. म्हणजे त्याचा परिणाम घातक होईल.
हं. बरोबर. हम्म. हं. अच्छा. हं. अरे बापरे! हां. हम्म.
मी भांडले, तुम्ही भांडले. एकूणच भांडण वाढत गेलं. घरात अशांतता आणि मग तो पुढचं राहाडा विचारुच नाही.
हं, हं. हं. हं, बरोबर.
त्यामुळे संयम ठेवा. संयमाने काय होतं, की घाईघाईने आपण जो डिसिजन घेतोय, त्याला कुठेतरी आळा बसतो आणि चुकीच्या घडणाऱ्या घटनांना पण आपण प्रतिबंध करतो.
बरोबर. बरोबर. हां.
सोबतच तुम्ही प्रामाणिक असायला हवं हं. अ, संयम ठेवताय आणि अप्रामाणिकपणा करताहेत असं होणार नाही. ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही प्रामाणिक असावं आणि संयम ठेवावा. अ, पुढे मी म्हणेल, की आदर असावा. नक्कीच आणि हे खूप मोलाचं आहेत. आजकाल आदर नावाची कॉन्सेप्टच राहिलेली नाहीहेत. अ, तुम्हाला खरं सांगू, अ, माझी आई ना, माझ्या वडिलांना, अहो शिवाय बोलत नाहीत. ना त्यांचं नाव घेते. ना काहीच गोष्टी. अहो फक्त. अ, पण आजची गोष्ट बघा ना, आज डायरेक्ट आपण नावानिशी हाक मारतो आणि एकेरी भाषेत वापरतो. एकेरी भाषा असते, "ए, तू," जो काही असेल तो. म्हणजे यातनं प्रेम आहे, मी असं अजिबात म्हणणार नाही, की यात प्रेम नाहीहेत. पण आदर नाहीये. हे मी नक्कीच सांगेल.
हं. अच्छा. हं, हं. बरोबर. अच्छा, हां. हम्म. हां. बरोबर, हं. बरोबर. हं, बरं. हं. बरोबर, हं, हं, बरं. म्हणजे संयम आणि मग नंतर अ, तुम्ही सांगितलं की प्रामाणिकपणा आणि आदर. अजून एखादी गोष्ट तुम्हाला काय सुचवावीशी वाटते? की जी म्हणजे खरंच मूल्यवान जी आहे, संस्कारामध्ये जी मदत करते?
आणि नक्कीच. सहानुभूती.
हां, अगदी बरोबर.
तुम्ही जर सहानुभूती जर ठेवली तर आपण असं म्हणतात, की परकी माणसं पण आपण आपली करू शकतो. म्हणजे सहानुभूती हे एक प्रकारचे ल चुंबक आहे. ते सगळ्या ह्या गोष्टींना आपल्याकडे अट्रॅक्ट करतं.
हं. हं. अगदी बरोबर.
आणि मग मला सांगा, जर आपण आपल्या घरातल्या माणसांबद्दल जर सहानुभूती ठेवली, प्रेम ठेवलं, तर अ, हे जे चुंबक आहेत ते कशाला आपल्याला दुसऱ्या गोष्टींकडे ढकलेल आणि ह्या यानी काय होतं माहीत आहे का, सहानुभूतीने ना माणसं एकमत होतात, एक जीव होतात आणि एकदा का एकजीव झालेला कोणतीही कुटुंब, त्याला पुन्हा आपल्याला तोडता येत नाहीत लवकर. बघा ना, मी त्याच्यासाठी उदाहरण देऊ का, आपण बघा अ, पोळ्यांसाठी पीठ मळतो, चिंबतो मग ते पाणी आणि पीठ एकत्र काय एकदा एकजीव झालं, की आपण पाण्यापासून वेगळं झालेलं पीठ कधी बघितलंय का?
हं. अरे वाह! हं. बरोबर. हां, अरे वाह! हं. हं. नाही.
मग सेम तसंच होतं. जर आपण सहानुभूतीनं आणि प्रेमानं जर का आपलं कुटुंब बांधलं, तर ते एक जीव झालं, की त्याला पुन्हा तोडणं शक्य होत नाही.
हां. बरोबर. मिळून-मिसळून. हां, किती सुंदर प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला सांगितलं खरंच, मला खूपच छान वाटलं, तुमच्याशी आज संवाद साधून. तुम्हाला खूप धन्यवाद.
नक्कीच. हो, मला देखील तुमच्यासोबत बोलताना आणि चर्चा करताना खूप छान वाटलं हं, धन्यवाद.